आयुष्य चाललंय आपलं आणि अचानक थांबल्यासारखं वाटलं मला, की मला ह्या गाण्याची नेहमी आठवण यायची. हो, हो. म्हणजे
हो ना. अरे वाह! म्हणजे प्रोत्साहन देतं तुम्हाला ते. आणि त्या जुन्या आठवणी तुम्हाला परत रिफ्रेश करतात तुमच्या समोर आणि ते गाण्याचे बोल आणि ते गाण्यामध्ये पण जे चित्र दाखवले, ते तुमच्या नजरेसमोर येतात का?
हो, हो, हो. येस, येस, येस, येस. हो, हो, हो. येस, येस, येस. नक्की, नक्की. त्या गाण्यामधले जे अ, काही प्रसंग होते, ते माझ्या डोळ्यासमोर येतात. अ, तर अ, नायक हा अ, कधी-कधी अ, परिस्थितीशी झुंजता, झुंजता तो थांबून जातो. तर मग तेव्हा ती दुसरी ओळ येते की चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है, गाडी बुला रही है. तर मग मला मी असं कधी अ, कधी आपण नर्व्हस होतो ना, कधी ताण येतो, कधी थांबतो किंवा काही फेल्युअर आलं, असं काही होतं किंवा इंटरव्ह्यूला गेलो, नोकरीच लागली नाही. असं एक दोन प्रसंग होते किंवा कमीच मार्क मिळाले आणि अगदीच स्टॉप होऊन जातो आपण. तर त्यावेळी मग
हं. हां. अरे वाह! वाह, वाह! हं. हो ना. बरोबर.
चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है. मला ही ओळ आठवायची आणि मी चालायला लागायचो. आणि पुन्हा मग अ, असं झालं की मी जॉबला लागलो, जॉब व्यवस्थित चालायला लागला. पण अ, थोडंसं अ, ते असतं ना, कॉर्पोरेटमध्ये थोडंसं पॉलिटिक्स वगैरे असं काही-काही, काही-काही चाललेलं असतं ते त्यामध्ये. आणि खूप अ, आपण अ, शांतपणे इमानदारीने जर काम करत राहिलो, तर मग थोडंसं आपल्यावर अन्याय होतं असं वाटतं किंवा होतं. असं काही असतं म्हणजे दोन्ही परिस्थिती असतं. असं हो असतं त्यामध्ये. तर अ
अरे वाह! हं. हं. हो, हो. हो, हो, हो, हो. हो. हं. होतं, होतं. होतं. होतं, होतं. हां, होतात.
असं होतं, की
तर मग ह्यामध्ये तुम्ही मला सांगा, आज जेव्हा तुम्ही ते गाणं ऐकता. तर ते गाणं ऐकल्यावर तुम्हाला नेमकी कशाची आठवण येते, म्हणजे तुमच्या म्हणजे घराची, कुठल्या सणादिवसाची, शाळेची काही असे ठराविक गोष्टीची, काय, कशाची गोष्टीची आठवण तुम्हाला जोडते?
हां. हां, हां, हां. हं. हां, हां.